आयुष्यामध्ये अ, आपण नेहमीच असं यश, अपयश या गोष्टींबद्दल बोलत असतो किंवा त्याचे अनुभव घेत असतो. तर अ, तुम्ही असं कधी काही सांगू शकाल का तुमच्या बाबतीत असं काही घडलंय का? की अ, त्या अपयशाने तुमची दिशा बदलली आहे?
खरंच ना. अपयशाने दिशा बदलते ही ते जेव्हा कळतं ना, जेव्हा तुमच्या वाटेवर अपयश येतं, नाही का? असं मला तरी वाटतं आणि अपयश काय आहे? तर अपयश आपल्याला एक न नवी दिशा दाखवतं, नाही का? असाच एक अ, अनुभव आहे, म्हणजे माझ्या एका मित्राचा आहे, बरं का? तो आहे ना अ, शिक्षण वगैरे त्याचं झालं आणि त्याच्यानंतर तो परगावी गेला, म्हणजे आम्ही गावाकडचे आणि इथलं शिक्षण वगैरे होऊन तो शहराकडे गेला, बरं का? आणि मग सांगितलं का आता इंटरव्ह्यु द्यायला जायचंय त्याला. इंटरव्ह्यु द्यायला जायचंय, तर त्याचा ना मला फोन आला, का "अगं, मला इंटरव्ह्यु द्यायला जायचं आहे, तर मला बेस्ट ऑफ लक कर." तर म्हटलं, अरे वाह! मज्जा आहे म्हटलं तुझी आता तर इंटरव्ह्युला जातो, आता नोकरी लागेल, नाही का? मी त्याला असं सांगत होती हो न, मग तो बोलला का म्हणे हो ना म्हणे "आता जातोय, तू कर म्हणे देवाकडे प्रार्थना, का होऊन जायला पाहिजे सिलेक्शन नाही का?" म्हटलं "जा रे नक्कीच होईल तुझं" नाही का? असं म्हणून सांगितलं. आणि तो गेला आणि म्हणजे अर्ध्या का एका तासात त्याचा पुन्हा फोन आला मला. म्हटलं आता याला जॉब लागली बरं का? इंटरव्ह्युला जात होता म्हटलं मला आणि तो मुलगा हुशार बरं का? तर मला वाटलं का खरंच होऊन जाईल त्याचं इंटरव्ह्यु वगैरे सिलेक्शन होऊन जाईल. तर म्हटलं आता चला, ते जेव्हा त्याचा फोन आला ना, मी पहिला त्याला फोनवर हीच बोलली, "हा, हा. चल आता पेड्यांचा डब्बा रेडी ठेव, येतेच मी खायला" असं सांगितलं बरं का. हो, इतकी खुश होते ना मी, पण तो ना 2-3 सेकंद म्हणजे त्याचा आवाजच आला नाही फोनमध्ये हं. मी हॅलो, हॅलो बोलली. म्हटलं "काय तू आहे ना?" म्हटलं "मला आवाज येतोय ना?" नाही का? असं काहीतरी बोलले आणि नंतर म्हटलं मग आता "अरे, हा असं काय करतोय? बोलत नाहीये." पण नंतर तो बोलला का म्हणे "अगं, इंटरव्ह्युला मी गेलो होतो, पण नापास झालो" असं बोलला.
बरोबर. हां, हां. बरं, हां. हं, हं. बरं, हां. <laughs> हां, हां. बरोबर. हं. हो, ना. <laughs> हां, हां. खरं आहे, हां, हं. <coughs> <coughs> हां, हां. <coughs> अरे रे रे!
हा ना, वाईट म्हणजे मला इतकं वाईट वाटलं ना, इतकी खुश होते मी, म्हटलं काय रे, कसं काय, काय झालं काय? तर मला बोल ना, मला असं वाटतं का, मला हे जमतच नाहीये म्हणे. कारण ही त्याची ना दुसरी का तिसरी इंटरव्ह्यु होती बरं का. पण मी तरी त्याला अशी प्रोत्साहन करायची, का तू जा, जा, होईल, होईल नाही का? कारण कसंय ना, कोणाला असं सांगितलं, आता नको जाऊ, काही होणार नाही, मग कसा हो, तो खचतो नाही का? त्याला मग सुचत नाही काय करायचं, काय नाही. तर म्हणे का म्हणे आता काय माहिती म्हणे काय होतं, काय नाही, जाऊदे आता, मला जमतच नाही म्हणे, काय करू म्हणे? तर मी त्याला इतकं सांगितलं, पहिले पण त्याला सांगितलं होतं मी आणि त्याच्यानंतर मी त्याला हेच सांगितलं, हे बघ म्हटलं, अपयश आहे ना, हे शेवट नाहीये नाही का? कोणतंही अपयश हे शेवट नसतं, याच्यातून तू शिकला ना, अजून काहीतरी शिकला ना. तर म्हणे काय म्हणे किती अपयश देवाने माझ्या पाठीशी लिहले आहे म्हणे, पहिले पण गेलो तेव्हा पण मला इंटरव्ह्युमध्ये सिलेक्शन झालं नाही. नंतर गेलो तेव्हा पण सिलेक्शन झालं नाही. आता हा तिसऱ्यांदा जातोय म्हणे, काय म्हणे देव काय माझी परीक्षाच बघतो का काय? म्हणे म्हटल
वाईट झालं. हो का? नक्कीच. बरोबर. हं, हं. अरे हो ना, हं.
हो ना, मग त्याला म्हटलं, "अरे, नाही रे तसं. तू काही ना काही शिकतोच आहे ना?" म्हटलं, "तुला अपयश येतं तर शिकू राहिलं ना." पण काय गं असं द तुम्हा सांगायचं दरवेळेस का बरं असं होतंय? म्हणे दरवेळेस जातो आणि दरवेळेस समोरचा म्हणे मला नकारच देतोय. माझा आत्मविश्वासही किती राहील, नाही का? आणि खरंच त्याचं ते बोलणं ऐकून ना मलाही असं वाटलेलं, का अरे! याला मी सांगते तर खरं, पण ह्याच्या ठिकाणी जर मी राहिली असते, मी तर बापरे! काय केलं असतं काय माहिती मग? <chuckles> असं
हां, हो. मग म्हणजे आता मी त्याच्यावर असं विचारू इच्छिते की खरंच जर त्या जागी तुम्ही असता? मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या भावना कशा हाताळल्या असत्या?
हां, हां. मी खरं सांगू का, त्यावेळेस जर अ, मी त्याच्या बदले तिथं राहिली असते ना, पहिले तर मी पण जो तस जो बोल बोलत आहे ना, तो तसा, का नाही होते असं काय होतं? देव काय प परीक्षाच बघतोय. मी पण खरं तर असं सांगितलं असतं अगोदर, बरं का? कारण बघा ना, आपण प्रयत्न करतोय, चला आपण म्हणतोय जाऊ द्या अपयश आलं, तर कधी ना कधी यश भेटणारच आहे, नाही का? असं म्हणतो. पण 1दा झालं, 2दा झालं, 3ऱ्यांदा पण तसं होतं. मग माणूस खचतं ना हो त्याच्यामध्ये. माझ्यासारखी पण त्याच्यामध्ये एकदम ढासळूनच गेली असती, म्हणजे माझा आय आत्मविश्वास जो राहिला असता ना, तो म्हणजे एकदमच खचलाच असता. पण तरी मी त्याला सांगितलं, का "बघ, जाऊ दे, झालं ना झालं" पण त्याला इतकं सांगितलं, का "बघ, मी समजू राहिली, तू काय बोलतोय? पण त्या अपयशामधून तुला जी एक शिकवण भेटली, तू त्याचा तर विचार कर" म्हटलं.
हां, हां. हां, हां. हं, हं. बरोबर. हो, हो. हो. हं, हं.
"नेमकं काय झालं? ते तर विचार कर. तुला हे नेहमी-नेहमी अपयश येतं का बरं हे? त्याचा विचार केला का?" म्हटलं, "तू कधी?"
बरोबर.
तर म्हणे मग तो बोलला का, "नाही, असं तर मी कधी केलं नाही" म्हणे.
हां, हां.
पण अ, असं मला वाटलं का माझी तयारी काय अपुरी राहत असेल, काय माझं सुटत असेल? मग मी त्याले त्याला हेच बोलली, का मला तुझ्या तोंडूनना हेच ऐकायचं होतं का तुझी अ, तयारी अपुरी राहू राहिली. कारण बघा ना, जर तो त्याने पूर्ण प्रयत्न केले असते त्या इंटरव्ह्यूचे जे पण काही प्रश्न वगैरे असतात. तर ते त्याने क्लिअर केले असते. तर त्याला कदाचित नोकरी लागली असती ना? पण अ
बरोबर. हं, हं. असूही शकतं. हो.
हां, कार मला तर तसंच वाटतं. जर त्याने केली असती, तर त्याला नोकरी लागली असती. पण नंतर मग बोलला का "ठीक आहे," म्हणे, "एक काम करतो," म्हणे "मी अजून तयारी करतो. मी बघतो माझं काय चुकलं काय नाही. अजून माझ्या तयारीमध्ये भर देतो," म्हणे "आणि मग इंटरव्ह्यूला जातो" म्हणे पुन्हा. म्हटलं, अरे वाह! असं काहीतरी म्हण म्हटलं, "तुझ्या तोंडात म्हटलं साखर. असंच कर" म्हटलं तू. हो आणि जा म्हटलं नाही का?
हां, हां, हां. <chuckles> पण मग अ, अ हो, हो नक्कीच. पण मग अ, तुम्हाला काय वाटतं, की असं यप अपयश जेव्हा येतं, मग तेव्हा नक्की कुठले ठराविक पाऊल उचलले पाहिजे की ज्याने आपल्याला नवी दिशा मिळेल किंवा आपला तो निर्णय पटवून घेता येईल?
नक्कीच. नक्कीच, नक्कीच. बघा अपयश आलं ना, तर त्याला त्याची दिशा बदललीच पाहिजे, असं मला तरी वाटतं. कारण कसं हो अपयश हे काही संपणारं नसतं. हो नक्कीच ना ती दिशा कशी बदलायची माहिती आहे का? स्वतःची ओळख पटवून घ्या. तुम्ही तुमची ओळख पण पटवून द्या, स्वतःला आणि दुसऱ्यांना पण तुमची ओळख पटवून द्या. म्हणजे तुम्ही स्वतःही स्वतः तुमच्या अंतर्मनाला विचारा, "काय माझं चुकलं आहे का? काय माझं कुठेतरी बाकी आहे का?" हे बघा एक मस्त सल्ला देते मी तुम्हाला, का काहीच नाही करता आलं ना, जर तुम्हाला अपयशाची दिशा बदलायचीच आहे ना काही नका करू. फक्त एक रामबाण नुस्खा आहे माझ्याकडे, आरशासमोर उभे राहा हो, मी तसंच करते कारण. काही असं आलं ना मला रडू पण येतं, पण मी काय करते मस्त आपल्या खोलीमध्ये येते आणि दरवाजा बंद करून घेते. आणि आरशासमोर उभी राहते आणि मीच मला विचारते, "काय गं, काय झालं तरी काय? तुला काय नेहमी, नेहमी करू राहिली तू प्रयत्न करते तुला येत का बरं नाहीये?" मीच मला विचारते आणि मग समोरची माझी जी व्यक्ती राहते, म्हणजे माझंच प्रतिबिंब. मग माझ्या माझ्यावर हसतो, अशी माझी भावना आहे बरं का. माझ्यावर हसतो आणि मला सांगतो, "नाही गं! होईल तुझ्याकडून नको टेन्शन घेऊ. कशाला घाबरते मी आहे ना तुझ्यासोबत, तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू बस्स." बस्स मी इतका ऐकते हो. आणि बस्स दर दरवाजा उघडते. आणि अजून जोमाने लागते. हा, एकदम साधा आणि सोप्पा सरळ, सरळ एकदम रामबाण इलाज आहे माझ्याकडे, पण आता बघा
ती कशी म्हणजे जरा सांगाल का? हं. बरोबर. हं, हं. हं, हं. सांगा ना. <chuckles> हां. हां. हां. हो, हो. नक्कीच. हं, हं. वाह! छानच. हो, म्हणजे स्वतःचा आ आत्मविश्वास वाढवण्यासाठी म्हणजे, आपल्यालाच आपली साथ देणं, अ, हे खूप महत्वाचं असतं. कारण आपल्याला सगळेच देतात. हो.
हेच आहे अपयशामध्ये. नक्कीच, हे बघा आपल्याला सगळेच साथ देतात. आपलं कुटुंब पण देतं बघा असं कधी अपयश आलं ना, तर आपले आई-बाबा पण आपल्यासोबत उभे राहतात. "अरे, जाऊ दे, नाही का? म्हणतात ना, जाऊ दे झालं, झालं, काहीतरी दुसरं कर." नाही का असं सांगतात आपले मित्र-मैत्रिणी पण असेच सांगतात, "जाऊ दे रे काहीतरी दुसरं कर," नाही का? पण आपण स्वतः आपल्याला ओळखा. तुम्हाला दुसरे तर साथ देतात, सांत्वनापण करायला येतात आणि समजवायलापण येतात. नाही का? पण तुम्ही तुमच्या स्वतःला ऐका ना, तुमची स्वतःचं अंतर्मन काय सांगतंय आणि त्या अंतर्मनाचं ऐकून नवी दिशा द्यायची आहे ना तुम्हाला, तर नवा मार्ग शोधा त्याच्यामधून.
हं, हं. हो ना. हो ना. बरोबर. हं, हं. हं, हं.
जर मार्ग शोधला ना, जिथे आपल्याला यश भेटत नाहीये ना, मग एक काम करा ना, जिथे यश भेटत नाही आहे, तोड तिथे थोडंसं थांबा.
बरोबर आहे.
1 महिना म्हणा, 2 महिने म्हणा, काहीतरी वेगळं करायचं प्रयत्न करा. जर त्या गोष्टीमध्ये खरंच तुम्हाला 1दा, 2दा, 3दा जर यश भेटत नाहीये ना, तर काहीतरी दुसरं प्रयत्न करा, ट्राय करा ना काहीतरी. काय माहिती, देवाने तुमच्या नशिबामध्ये काही दुसरं लिहिलं असेल, म्हणून तुमचं इथं काम होत नसेल असं राहतं. म्हणून मी सांगते त्याला, मी त्याला पण हेच बोलली, काहीतरी तू दुसरं बघ, नाही का, जेणेकरून जर त्याच्यामध्ये तुला कामयाबी, तुला सक्सेस भेटून गेलं, तर काय करशील मग? तो पण बोलला, बघतो म्हणे 1दा ट्राय करून, नंतर मग बघतो. मला अशी, मी अशी दिशा ती अपयशाची बदलून घेत जाते. अपयश आलं ना, मी घाबरत नाही, बिलकूल घाबरत नाही आणि माझ्यासमोर जो पण आहे ना, त्याला पण मी घाबरू देत नाही. जाऊ दे, तू येतो ना अपयश ये, तुझ्या तुझी दिशा कशी बदलायची ना, मला नक्कीच येतं, असं त्याला सांगते आणि ते अपयश पळूनच जातं. <chuckles>
हं, हं. हं, हं. हो, असू शकतं. <chuckles> बरोबर. हां. छान आहे. ओ वाह! <chuckles> जा वाह रे वाह! चा मग अ, तुम्हाला असं काय वाटतं की म्हणजे जर तुम्हाला असं इतरांना जर हा सपोर्ट द्यायचा असेल क तर तुम्ही काय सांगाल की कारण कसं असतं की कुटुंबाचा दबाव असतो, समाजाच्या काही अपेक्षा असतात. मग त्याच्यातून असं आपण हे खूप जात असतो, खूप तोंड देत असतो. तर तुम्ही काय सल्ला देणार?
<chuckles> नक्कीच. नक्कीच. आता बघा, माझं मी सगळे आपले अ, हाताचे पाचही बोटंच अ, सारखे नसतात, बरोबर ना. आता माझं वेगळं आहे आणि लोकांचं पण वेगळं असेल. तर अशा लोकांना मी काय सल्ला देते माहिती आहे का? जर अशी वेळ तुमच्यासमोर आली ना, तुमच्या चुकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही मेहनत करा. आणि वेळेचं नियोजन ठेवा, जर अपयश आले आहे ना, थोडं 5-10 दिवस थांबा, जेणेकरून तुम्हाला स्वतःला तुमचा वेळ देता येईल आणि तुम्ही तुम्हालाच विचारा, का काय चुकलं आहे? काय मर्यादा आपली राहिली आहे का? नाही का कुठं आपल्याला यश भेटत नाही आहे? ती जागा तुम्ही बघा आणि त्या अपयशामधून आणि मेन म्हणजे ते अपयश शी स्वी स्वीकारण्याचं धैर्य तुमच्या मनामध्ये पाहिजे. आणि पुन्हा प्रयत्न करा, नाही का. म्हणजे तुमचं मनोबल पण वाढंल. शेवटी फक्त मी मला इतकं सांगायचं आहे बरं का, का जर आपण नोकरीमध्ये असो किंवा लग्नामध्ये असो किंवा शाळेच्या परीक्षांमध्ये असो, अपयशी ठरलं ना, बिलकुल घाबरू नका. जर अपयशी ठरलं, पुन्हा प्रयत्न करा आणि जर त्याच्यामध्ये पण अशी अपयशी ठरलं, काहीतरी एकदा दुसरं करून बघा जेणेमध्ये तुमचं अ, जे अपयश आलंय ते दिशा तुमची बदलली जाईल त्या अपयशाची. आणि जर त्याच्यामध्ये पण नाही झालं, तर अजून प्रय प्रयत्न करा. प्रयत्न करत रहा, बस तुम्ही थांबू नका. इतकं सांगायचंय मला. <chuckles>
बरोबर. हां, हां. हं, हं. नक्कीच. हं, हं. हो, हो. <chuckles> अ, नक्कीच, अ, छानच आहे. तुमचा आत्मविश्वास खरंच खूपच अ, म्हणजे आपण म्हणतो ना, अगदी एनर्जी खूपच हाय लेव्हलला आहे, की अ, म्हणजे स्वतःच असू द्या किंवा तुमच्या मित्राचं असू द्या. अ, तुम्ही खरंच खूप छान सांगितलं कारण कसं आहे, की अ, य अपयशाने माणूस आणि अ, समाजाच्या अपेक्षांनी अ, खूपच म्हणजे तो इतका त्रासदायक त्याला होतो, की त्याला कधी-कधी खूप सांभाळता नाही येत आणि अ, काही पावलं पण तो खूप मोठी उचलतो.
बरोबर आहे. हो ऐका ना. तुम्ही आता ते सांगितलं होतं ना समाजाचं ते पण मी सांगते बरं का. असं माझ्यासोबत पण झालं होतं. जेव्हा मला जॉब वगैरे लागत नव्हता ना तर अ, हे आपले शेजारचे किंवा समाजाचे लोक ना असे म्हणायचे, "काय आहे? होतं काय नाही हिच्याकडून आणि जाते फक्त इंटरव्ह्यूला" आणि असं अन् तसं. मला इतकं सांगायचं आहे का तुम्ही लोकांच पण ऐकू नका. एका कानाने ऐका आणि एका कानाने सोडून द्या. लोक काय बोलतच राहतील. त्यांचं कामच आहे बोलायचं. सोडा आणि पुढे जा, बस.
तर अ हां, हां. हां, हां. हं. हं. बरोबर आहे. आणि खरंच हा अनुभव सगळ्यांनाच येतो पण, की अ, आजूबाजूचे जसे तुम्ही बोललात आणि हे समाजाचे, म्हणजे त्यांचं जे बोलणं असतं ना त्याच्याने माणूस जास्त खचतो, की अ, असं वाटतं की आपला आणि आपल्या कुटुंबाचा म्हणजे तो अनादर होतो ना एका प्रकारे. तर हां. तर नक्कीच म्हणजे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण आपण जर प्रत्येकाकडे लक्ष देत गेलो तर मग आपलं लक्ष आपल्या दिशेकडे नाही राहत किंवा आपल्या ध्येयाकडे नाही राहत. अ, नक्कीच म्हणजे अ, छान सांगितलं तुम्ही तुमचा अनुभव, तुमच्या मित्राचा अनुभव म्हणजे बरंच त्याच्यातून काही शिकायला मिळतं. त्याच्यातले उपाय आपण आयुष्यामध्ये करू शकतो. तर तुमच्याशी हे सगळा संवाद साधून खरंच खूप छान वाटलं. अ, नक्कीच पुन्हा बोलूयात. धन्यवाद.
हां. बरोबर आहे. नक्की. न बरोबर आहे. तुमच्याशीही बोलून मला खूप मजा आली. नक्कीच आपण पुन्हा बोलू. धन्यवाद.